आहे ना. तर मग आपल्याला हे असे संकेत आहेत. आपले पाय वगैरे सुजतात. सतत आपल्याला काय होतं ना डोकं दुखायचा त्रास होऊन जातो, आहे ना? कमर दुखणं वगैरे काहीतरी सायन्स देतो की काहीतरी चुकतंय. म्हणजे कुठेतरी आहे ना <sucks teeth> तुझ्या जर तुझं आहे ना डोकं नेहमी दुखतंय किंवा तुझं आहे ना एकदमच अ, अ, काहीतरी तुला काहीतरी ब्रेक घेण्याची गरज आहे. तो ब्रेक म्हणजेच तुझी विश्रांती.
हो अगदीच. हं, हं, हं, हं. अगदी, अगदी.
जर ह्या पद्धतीने दिवस जर आपण एंड केला. म्हणजे हे जे पद्धत मी तुला सांगतो रात्री, ज्याची जशी-तशी असेल, तर कसं आहे ना की हे मोठे प्रॉब्लेम्स नाही होत मग. शरीराशी रिलेटेड काही प्रॉब्लेम होत नाही. कारण की छोट्या-छोट्याच गोष्टीच अ, वर वर्क केलं तर मोठं काही दुर्घटना नाही होत.
अरे वाह! खूप सुंदर बोललात. हं, हं. हं, हं.
या छोट्या-छोट्या गोष्टींना जर विश्रांती नाही दिली आपण शरीराशी तर मग जसं मी तुला सांगितलं ना की विश्रांती कशाही प्रकारची असू शकते.
हं, हं. हं, हं.
हे छोट्या-छोट्या गोष्टी.
अगदी, अगदी बरोबर. छोटे-छोटे. अं
दिलं तर मग पुढे हं.
मग तू रात्रीचं कधी विश्रांती घेताना मध्येच उठतो का, कधी काही?
हं. बघा असं, असं जेव्हा कधी तहान वगैरे लागली असेल किंवा काही एखादं दिवस म्हणजे समज ना असं मी जसं सांगितलं की एखादं दिवस स्ट्रेस वगैरे असतो. किंवा अ, म्हणजे उद्या जर माझी काहीतरी आहे ना महत्वाची प्रेझेंटेशन आहे किंवा काहीतरी आहे. आहे ना? अ, किंवा कसली तरी भीती वाटते आहे. कुणीतरी हॉस्पिटलमध्ये आजारी आहे, आहे ना? किंवा माझचं काहीतरी फॅमिलीमध्ये काहीतरी गोंधळ झालेलं आहे थोडं. तर आपण दचकन उठतो की अरे यार, घाबरतो आपण, घरात राहायला रात्री. तर मग हे मला म हां.
हां, हां. हो, हो. हो, हो. अगदी. हं, हं. अगदी. हं, हं. हं, हं. लागली होती. मग मग असं ब

तर मग जसं एकट बसणं
अगदी, अगदी.
तोही एक प्रकारच आहे विश्रांतीचा. तो तर आहेच, तुला एकटाचा टाईम देतो. पण कुटुंबासोबत आपण जसं बोलतो ना विश्रांती. तर जर तुझं अ, तुझं मनचं जर खुश आहे. तू तुझ्या परिवाराशी गप्पा मारून तुझ्या चेहऱ्यावर हास्य मिळतंय तुला सुख मिळतं आहे. आहे ना. सुख मिळतं आहे. तुला कुठेतरी तू एकदम रिलॅक्स होतो आहे, त्यांच्याशी बोलताना ते एक प्रकारची तुझ्या आहे ना मनामध्ये जे आहे ना, निगेटिव्हिटीची विश्रांती करतो आहे.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर.
निगेटिव्हिटीची जी आहे ना, त्या त्याला तू विश्रांत करतो आहे, तुझ्या फॅमिलीशी संवाद करून. तर त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. नाही तर जर त्यांच्यासोबतच जर किटपट होऊन जाते ना, जर माझी अशी काहीतरी होते ना, तर मग तो दिवस माझा आहेना, अ, विश्रांतीत नाही जात. मग तो तणावामध्ये जाणार आहे. मग तोच तणाव घेऊन मी बाहेर माझ्या जिममध्ये जाणार मग तोच एक बोलतात ना. मग म्युझिक ऐकणं, एक प्रकार आहे, की मग जर कधी घरामध्ये अशी किटकिट होते ना तर मग गाडी काढतो. मग बघ म्हणजे आणखीन असं नाही, की रोजच रुटीन एकदम फिक्स आहे, एक्युरेट आहे. असंच चालेल नाही. असं नाही होत. कधी-कधी घरामध्ये पण असं काहीतरी होतं. मग त्या टाईमाला मला विश्रांतीचे 2रे माझे पाठ काय असतात ना, तर मी नाटक वगैरे बघायला जातो. तिथं रिलॅक्स करतो. बघत असतो. ऍट अ, टाईम जेव्हा त्या नाटकाचे डायलॉग्स असतात ते ऐकताना आहे ना, फक्त माझं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर असतं. ऍट अ, टाईम वन एक्टिव्हिटी. म्हणजे दुसरा विचार यायचा चान्सच नाही आहे. मी एकाच गोष्टीला इन्व्हॉल्व्ह आहे. कुठेतरी शांत आहे. ऐकतो आहे किंवा प्रवास करणं, त्या निसर्गाने बघणं तर हे प्रकार आहे. मला असं वाट
अच्छा. हो. अगदी बरोबर बोललास. हं, हं, हं. अगदी बर हं, हं. हं. नाही. अगदी. हो, हो. अच्छा. हं, हं, हं. बरोबर. एकदम छान. खूप सुंदर. हं.